आजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपण वाढत चाललेला आहे सोशल मीडियाचा वापर किंवा मग आपण नेहमी जे आहे सोशल प्लॅटफॉर्मवर असतो आणि यातूनच कुठेतरी अ, आपल्याला जो तो हेवादेवा लागतो याचा त्याचा बघून. तर मला असंच विचारायचं आहे तुम्हाला की मग इतरांशी तुलना कमी करण्याचा काय उपयोग आहे आणि तुम्ही कसे कराल याबद्दल काही प्रथम पाऊल काही छोटा मोठा काही अनुभव सांगू शकणार?
नक्कीचं. अ, मी पुढे बोलेलच, पण सोशल मीडियाचा विषय सर्वात पहिल्यांदा निघाला त्यामुळं आपण आधी सोशल मीडियालाच बघूया. अ, बघा, सोशल मीडियावरती सगळं काही चांगलंच दाखवलं जातं, अ, तुम्हाला माहिती आहे तर सोशल मीडिया हा वाईट आहेत असं मी अजिबात म्हणणार नाहीत. त्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो, पण ती प्रेरणा कशी स्वीकारायची, ती कुठपर्यंत स्वीकारायची. हे आपल्या सर्वस्वी आपल्या स्वतःवर डिपेंड असते. अ, बघा, खूप वेळा काय होतं की त्यातलं फक्त चांगलंच दाखवलं जातं, त्या पाठीमागचा संघर्ष कुणी दाखवत नाहीत. अ, आय-ए-एस होतात लोकं, आय-पी-एस होतात, कलेक्टर होतात. सगळ्या गोष्टी होतात. त्या फक्त त्यांची एंट्री दाखवली जाते, वॉव! कसलं भारी एंट्री झाली आणि काय रॉयल एंट्री, कसलं भारी असते. अरे पण ते बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं, की मी पण व्हायला पाहिजेत, मी पण व्हायला पाहिजेत. व्हायला पाहिजेत अ, मानणं, अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीत. पण काय होतं ना, प्रत्येक पदाची काहीतरी गरिमा असते प्रत्येकाकडं ती स्किल असतं आणि ते आता समजा कलेक्टरला एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम फेस करण्यासाठी ज्या काही गोष्टी असतात माझ्याकडे आहेत तुमच्याकडे नाहीत अ, दुसरं कुणाजवळ नाहीत तर मला सांगा तुम्ही कलेक्टर झाले म्हणून, बाकी सगळ्यांनीच व्हावं का? अजिबात नाहीत. पण आपण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं सगळं ते बघतो ना, तर आपण आपल्या क्वालिटीज विसरून जातो आणि आपण ते करू शकतो का? हा प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाहीत. आणि यामुळे काय होतं, की ती रॉयल एंट्री बघून, ते सगळं बघून आपण लगेच त्या याच्यामध्ये धक्केला जातो की मला पण स्पर्धा परीक्षा करायची आणि मला पण आता अशीच पोस्ट काढायची आहेत. आणि याने काय होतं, की तिथं यश दाखवलं असतं ना, संघर्ष कुणी दाखवलेला असतो. त्यात संघर्ष दाखवत नाहीत. त्यांनी किती वर्ष घातलीत, किती रात्रीचे दिवस केलेत, किती त्रास घेतलात? अ, हे काहीच नसतं आणि मग काय होतं. 1-2 वर्ष ही मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि मग रिझल्ट येत नाही. आणि मग हे डिप्रेशनमध्ये चालले जातात. मला हे म्हणायचं आहे, मी उदाहरण हे फक्त समजून सांगण्यासाठीचं सांगितलं स्पर्धा परीक्षेचं. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये हेच लागू होतं, की यश दाखवलं जातं किंवा चांगल्या चांगल्याच गोष्टी दाखवल्या जातात त्या पाठीमागचा संघर्ष हा सोशल मीडियावरती शेअर केला जात नाही. आणि आपण तो संघर्ष न बघितल्यामुळं, आपण डायरेक्ट आउटपुट बघतो. त्याच्या पाठीमागची मेहनत बघत नाही. आणि मग आपण कुठेतरी त्या तुलनेला बळी पडतो आणि आपला बळी पण जातो.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. हो ना. नाही. नाही, नाही. हो, हो. अगदी, अगदी. हो. अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर नेमकं काय आहे ना, आता हे तर झालं करियरच्या बाबतीत झालं, पण अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ना, की आपण जे दैनंदिन आयुष्यामध्ये जे आहे ना, की बघतो की नकळत आपल्याला ते दिसतं किंवा मग समोरच्या व्यक्ती काय करतो, की आपल्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी ज्या होतात, चांगल्या पद्धतीने एकदम सोशल मीडियावर टाकू टाकतच राहतो. मग आपल्याला कधी कधी भुरळ पडते, की आपण हे क करून पाहायला पाहिजे, की आपण हे करायला पाहिजे, की जेणेकरून मग आपल्याला बी अशा पद्धतीने राहता येईल. लोकं आपल्याला ओळखतील. मग अशा बाबतीत काय घडतं? म्हणजे काय वाटतं त्यावेळेस?
नाही, करायला काही हरकत नाही. तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही करा. तुम्ही छान फोटो काढा. तुम्ही दुसरं फिरायला जाता म्हणून तुम्ही स्वतः फिरायला जाऊ नका. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही तुमचं सगळं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. तुम्ही विमानात बसा, तुम्ही जहाजात बसा, तुम्ही समुद्राच्या तळाशी जाऊन या, काहीही हरकत नाही. जर तुम्ही तेवढं अफोर्ड करू शकत असाल किंवा तेवढी जर तुमच्याकडे स्किल असेल तर. पण कुणी समुद्रात पोहायला चाललंय, म्हणून माझा मित्र चाललंय म्हणून मी समुद्रात जाणं, ही माझ्या एवढी घोडचूक कुणीच करायला नाही पाहिजेत. बघा, ती स्किल असायला पाहिजे ना? कदाचित तो समुद्राच्या अलीकडच्या भागातच तरेल किंवा तो पोहेल. तुझ्यामध्ये जर जास्त डीप सीमध्ये जाण्याची ताकद आहे, तू तिथपर्यंत जा. पण आधी स्वतःची ताकद ओळखा आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार व्हा. कारण इथं जर स्वातंत्र्य आहे, तर स्वातंत्र्यासोबत बाकी सगळ्या गोष्टी तिथं चालत येतातच. मला सांगा, आपल्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे आहेत, याचा अर्थ त्यातून फक्त हवाच येत नाही, धूळ पण येते. आपण याची पण काळजी घेतली गेली पाहिजे.
हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नाही, अग अगदी बरोबर, की हे आपल्या आपल्यावर आहे, की आपण काय ठरवायचं काय नाही घ्यायचं. यातलाच तो भाग आहे. मग असं वाटतं कधी-कधी नाही का सोशल मीडिया काय आता काय झालं ना, आपण एवढे आ आबा आह त्याच्या आहारी गेलेलो, ते उ सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या गोष्टी आपल्या हातात असतात आणि नकळत का होतं ना, की बऱ्याच दिवसभराच्या सगळ्या घडामोडी दिवसभरात जे होत आहे, ते सगळं आपल्याला त्याच्यावर दिसतं. मग अशातच काय होतं ना, की समजा काही घरातले लोकं, नातेवाईक यांचे काही स्टेटस असतात त्यांच्या काही स्टोरीज असतात मग किंवा मग ऑफिसमधून काही कॉम्पिटिशन्स ऑफिसमधून काही कॉम्पिटिशन्स असतं काही स्पर्धा असते किंवा मग ऑफिसच्या काहीतरी चाललेल्या गोष्टी असतात. मग आपण हे सगळं दिवसभर बघतो मग याची कधी अशी भीती वाटते का? की बाबा आपण आता फेल्यर येईल किंवा मग आपल्याला बी हे करणं भाग भाग आहे, की आपल्याला न इच्छा नसताना हे करावं लागणार आहे, असं कधी काही वाटतं का?
हां, होऊ शकतो ना, नाकारता येत नाही. पण मला असं म्हणायचं आहे जर तुम्हाला तुलना केली आहे तुम्ही ऑफिसमधली केली आहे किंवा तुम्ही एकमेकांचं स्टेटस बघून करत आहे म्हटले, तर मग अ, तुम्ही असं करा, की त्या तुलनेचं रूपांतर प्रेरणेत करा. म्हणजे तुम्ही मोटिवेट व्हा. बघा, तुम्ही जर एखाद्या गोष्टीपासून मोटिव्हेट होत असाल, तर ते तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण ते तुम्ही व्हायला पाहिजेत. अ, हे बघा ऑफिसमध्ये स्पर्धा आहे समजा, कुठलीही प्रोजेक्टच्या संदर्भात असेल. आपण प्रोजेक्टच्या स रिलेटेड बोलूया. एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्यामध्ये स्पर्धा आहे, की कोण चांगला परफॉर्मन्स देईन. आणि आपल्यामध्ये काय आहेत की ती भीती निर्माण झाली आहे, की मला ते प्रोजेक्ट व्यवस्थित हँडल करता यायला पाहिजेत आणि मी तो केला गेला पाहिजेत. तुम्ही त्यापासून प्रेरणा घ्या. काय? तर तो जर समोरचा व्यक्ती एवढा छान पद्धतीने करत असेन, तर तुम्ही रात्रीचा दिवस करून त्या प्रोजेक्टसाठी मेहनत घ्या आणि मोटिवेट व्हा, की माझ्या स प सारखा प्रोजेक्ट दुसरा कोणीही तिथं प् प्रेझेंट करू शकत नाहीत, मोटिव्हेट व्हा त्यापासून. पुन्हा दुसरं बोललं तर स्टेटस बघून. दुसऱ्याचं स्टेटस बघून आपल्याला जळण्याची फार तर काहीच गरज नाहीत. नक्कीच.
हो. ही अ, हल्ली हे प्रकरण फार वाढलं आहे आणि प कोण कुठेही काही झालं छोटंसं केलं की स्टेटस टाकतात आणि ते WhatsAppवर बी आता ते स्टेटसची भरमार असते की वीकेंडला शनिवार-रविवार आम्ही फिरायला चाललो, हॉटेलमध्ये जेवायला चाललो, पिक्चर बघायला चाललो आणि त्यातल्या त्यात भरपूर काही असं. आम्ही इथून इथं ट्रॅव्हल करतोय, आम्ही असं करतोय, तसं करतोय. मग याने काय होतं नकळत मग घरातील आपल्या बा, आपण ठीक आहे आपण कंट्रोल करतो, मग घरात आपल्या इतर व्यक्ती असतात, आपल्या कुटुंबातल्या त्या बघतात आणि मग त्यांच्या अपेक्षा आपल्याकडे तो कल वाढतो त्याचा. काय वाटतं?
नक्कीच. याने काय होतं ना की अ, बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो बघा. हां, असा अनुभव मी शेअर करते हां आता, की हे बघा, न मी कुठं गेले समजा फिरायला आणि मी जर माझं स्टेटस टाकलं, तर माझ्या घरच्या लोकांना काय वाटतं, की यांच्याजवळ आता खूप सारा पैसा झाला आहेत. <chuckles> साहजिकच आहेत, कारण बघा अ, हे सगळे चाळे माणसाला कधी सुचतात हो? मला सांगा, तुमच्या पोटात पूर्ण पोट भरून तुम्ही जेवण केलं आहेत, मग तुम्हाला नको ते सगळे चाळे सुचणार. अ, तुम्हाला झोप येणार, अ, तुम्हाला मूवी बघू वाटणार, तुम्हाला फिरायला जावं वाटणार, तुम्हाला गप्पा माराव्या वाटणार. पण तुमचं पोट भुकेनं पूर्ण व्याकूळ झालं आहे. तुमच्यापुढं कितीही, काहीही पैसे ठेवा, तुम्हाला ते नको आहेत, कारण का, मला भूक भागवायची आहे पहिली. नक्कीच. आणि मग बघा, ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करते समजा मी बऱ्याचदा फिरायला जाते आणि स सगळ्या ठिकाणचे स्टेटस ठेवते. मग दुसऱ्याला काय वाटणार? की याची आर्थिक परिस्थितीची किंवा नीड ज्या म्हणू शकतात त्या पूर्ण झाल्या आहेत, आता हे ग्रीड कंप्लीट करण्याच्या पलीकडं लागलेत. म्हणजे आपल्या गरजा पूर्ण झाल्यात, आता अपेक्षा पूर्ण करत आहेत सगळ्या. आणि याने काय होतं की घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं. कारण साहजिकच आहेत म मी गेले तर अ, माझ्या जावेला वाटणार, अ, "मी पण गेलं पाहिजेत." अ, माझ्या जावेच्या दुसऱ्या शेजारची असेल कुणी तिला वाटलं पाहिजे, "ते करत आहेत, मी का नको करायला?" मग यामुळं काय होतं, की वातावरण खराब बनतं. पण वातावरण खराब बनवून घेऊ नये कुणीच, खरंच सांगायचं तर, कारण आपण कुणाचीच तुलना करू शकत नाहीत. इथं प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि तितकीच स्थिती बदललेली आहेत. मी असं म्हणूच शकत नाही की तुम्ही गाडीवरती चाललात मग मी फोर व्हीलरमध्ये गेलंच पाहिजेत असं होणार नाहीत आणि ही परिस्थिती हे कटू सत्य जर आपण स्वीकारलं, तर अ, वातावरण बिघडणार नाहीत. पण त्यासाठी स्वतःला कंट्रोल करणं, स्वतःचं अवलोकन करणं, हे प्रत्येकानं केलं पाहिजेत. जर तुम्ही केलं, तर तुम्ही नक्कीच समाधानी राहाल. आणि याने काय होतं हो? तुम्ही-आपण दुसऱ्याचं काहीच बिघडवू शकत नाहीत. आपल्याला त्रास होतो, या गोष्टीचा.
अरे वाह! <chuckles> बापरे! <chuckles> भूक भागवायची. अगदी बरोबर. अगदी बरोबर. नक्कीच, आपल्याला खरंच त्रास होतो. कारण की काय आहे, आपण त्या अपेक्षा बाळगायला सुरुवात करतो ना, आपण न कळत का होत ना, आपल्या घरातील व्यक्तीला ज्याच्याकडून आपल्याला अपेक्षा असतात काही. आपण त्याच्याकडं हे मागणं त्याच्याकडं मागणं सुरू करतो किंवा मग त्याच्याकडनं अपेक्षा करायला सुरुवात करतो. नक्कीच याच्यातून घरातलं वातावरण खराब होतंच आणि जसं तुम्ही म्हणाला आहे ना की प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर मग मला एक असं विचारायचं आहे काही असे छोटे-मोठे रूटीन किंवा मग असे काही टिप्स आहेत का की जे रोजच्या दिनचर्येमध्ये आपण ते स्वतःवर अ, लागू केले पाहिजे? किंवा त्याचं पालन केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल ना की हे तुलना करण्याचा विचार कमी होईल आपल्याला आणि आपण शक्यतो आपल्या जवळ जे आहे, त्याच्यामध्ये खुश राहायला शिकू. असं काही करता येईल का?
नक्कीच करता येईन ना. असं काय आहे या दुनियेमध्ये की जे आपण करू शकत नाहीत. सगळं काही करता येईन, फक्त करण्याची आपल्यामध्ये इच्छा असली पाहिजे. मी म्हणणार नाही ताकद असायला पाहिजे, इच्छा असायला पाहिजे, कारण इच्छा तिथे ताकद आणि तिथंच धैर्य आणि सगळं होतं. असं म्हणतात बघा की आपण नेहमी झाडं बघतो, ती जमिनीवरती अ, माती असेल, तिथंही उगवतात. पण काही झाडं बघा ना, असं पूर्ण दगडाचं मंदिर असतं, तिथं तरी कुठेतरी कोपऱ्यावरती वरती उगवलेलं असतं. त्याची इच्छा आहे जगण्याची, वाढण्याची, त्यामुळं त्याला काही परिस्थितीचं भान नसतं, माणूस करतोच. तर तसंच आपल्याला जर आपलं आयुष्य सुखी करायचं असेल, तर मी तर असंच म्हणेन की आपल्याला स्वतःचं आयुष्य जगायचं असेल, तर आपण तुलना कमीच करायला पाहिजे आणि त्यासाठी दुसऱ्याने नव्हे, आपण स्वतःहून काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत. त्यासाठी बघा, मी सर्वात पहिला सल्ला देईन की तुम्ही स्वतःची वाट ओळखा, स्वतःचे स्किल्स ओळखा. जर तुमच्याकडे ते स्किल असेल, तुमच्याकडं गाण्याचं स्किल आहे, तर तुम्ही वादन करण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्याकडं जर अ, नाचण्याचं स्किल असेल, तर तुम्ही गाणं म्हणण्याकडे लक्ष देऊ नका.
<chuckles> अगदी बरोबर. अगदी बरोबर.
स्वतःची स्किल ओळखा आणि ते असेल त्याच्यानुसार आपलं आयुष्य जगत राहा, कारण तिथं पण स्पर्धा आहेत. तुम्ही त्या स्पर्धेत टिकलं पाहिजे. अ, आपण असं म्हणणार नाही की स्पर्धा नेहमीच चुकीची असते. स्पर्धा आपल्याला आपल्या आयुष्याच्या एकदम दे उच्च ध्येयापर्यंत घेऊन जाण्यासाठी पण फायद्याचीच असते. पण त्यामुळं इतर कुणाची तुलना तुम्ही करू नका त्या ठिकाणी. 2री म्हणजे स्वतःची प्रगती मोजत चला, बघा आपण ह्या क्षेत्रात उतरतोय म्हणजे कुठलं पण असू द्या. समजा आता वक्तृत्व स्पर्धा आहे कुणाची, तर आपण रोज आपलं स्वतःचं स्किल मोजलं पाहिजे. आज माझ्याकडनं बोलताना किती शब्द घाईत बोलले गेले, किती कमी घाईत बोलले गेले. मी कुठं उंच बोलायला पाहिजे होतं, कुठं हळू आवाजात घ्यायला पाहिजे होतं. कारण बोलताना भाव भावनांना जास्त महत्त्व असते. अ, रोजची प्रगती मोजा आपण अशी कुठली असेल, मी काल कसा होतो, आज कसा आहे, उद्या मला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचं भान ठेवा, कारण तिथं फक्त यशच दाखवलं जातं. संघर्ष कधीही दाखवत नाहीत.
बरोबर. <chuckles> अगदी बरोबर. कधी दाखवल्या दाखत जात नाही अगदी बरोबर. कारण बघा ना कुठलाही प्रॉडक्ट म्हणा, कुठलाही मार्केटिंग ॲड म्हणा, काहीही म्हणा. आजपर्यंत आपण जे पण सोशल मीडियावर बघतो, ते अगदीच एवढं काय म्हणतात ना, त्याचा बनाव करून दाखवला जातो की आपल्याला न कळत त्याची भुरळ पडतेच.
हो. काय असतं ना का, एक गोष्ट जर आपल्याला एकदा सांगितली, तर कदाचित विश्वास बसत नाही, तीच गोष्ट जर दोनदा सांगितली, तरी विश्वास बसत नाही, पण सारखं, सारखं, सारखं, सारखं जर तीच गोष्ट सांगितली, तर माणसाच्या मनात असं वाटतं, एवढं सांगता, याचा अर्थ 100% टक्के नाही, पण अ, 10-5% तर याच्यात सत्यता असू शकते, नाही का. आपल्या गावाकडं म्हणतात बघा, अ, नेहमी म्हणतात, की भिंतीला कान असतात किंवा मग निंदा करतात शेजारचे, मग बायका असं जरा जास्त विश्वासू असल्या, तर मग एकमेकांची तुलना करतात, "ती तुला असं म्हणत होती," ती म्हणते, "नाही, ती तर माझ्या बाबतीत असं म्हणू शकत नाहीत," पण एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा ती म्हणल नाही, थोडा विचार तरी करच ती, की नाही, असं ती म्हणणार नाही, पण कदाचित म्हणली असेल तर?
हां, सगळे. हो, हो. नक्कीच. <chuckles> विचार करायला लागतेच, की बाबा अ अगदी बरोबर.
शंकेची पाल चुकचकायला वेळ लागत नाहीत.
आणि एकदा ती चुक चुकली, की मग ते मनातून निघालंय <chuckles> मनातून निघालंय फार कठीण आहे मग ते.
हो, मग ते जातच नाही, म्हटलं तरी चालतं, मग ते तिथंच गोल, गोल, गोल, गोल, फिरवून त्याला, त्या विचारांना वेढा घालतं. आणि मग नको त्या गोष्टींचा परिणाम आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळं आपण तुलना खरंच नाही करायला पाहिजेत. आणि बघा ना, पुढे जर जायचं म्हटलं ना, तर कृतज्ञतेची तर आपण सवय लावली पाहिजेत. बघा, अ, आपण आपले स्वतःचेच आभार मानायला पाहिजेत, मी तर म्हणेल, आपले स्वतःचे आभार, आपण स्वतःच मानायला पाहिजेत. कारण आपण दिवसभरामध्ये एवढं सगळं बोलतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, तर आपण असं स्वतःला आभार मानायला पाहिजे, की मी आज खूप छान गोष्टी केल्यात, त्याबद्दल माझे स्वतःचेच आभार. अ, आपण बोललो बघा, काही सवयी असायला पाहिजेत, तर आपण अशा टिप्स लिहू शकतो ना, की मी आज अ, काय करणार, की अ, जास्तीत जास्त प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणार आणि मग ते संध्याकाळी आल्यानंतर, हो, मी काल 100 वाक्य जर खोटे बोलले असेन, तर आज 5 वाक्य तरी खरं बोललोत, म्हणजे आज माझ्यात प्रगती झाली, धन्यवाद मी स्वतःलाच द्यायला पाहिजेत.
हो. नक्कीच. <chuckles> अगदी बरोबर. नाही, सुरुवात तर अशीच करायलाच हवी आहे आणि खरंच स्वतःबद्दलही थोडंसं असं विचारधारणा ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे आहे ना, पॉझिटिव्हनेस येईल आणि आपण काय इतरांशी तुलना कराय करण्याचे विचार जे आपल्या मनामध्ये कधी येणारच नाही. मला तर असं वाटतं, फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. आणि नक्कीच आवडेल मला पुन्हा तुमच्याशी बोलायला, फार फार आभार तुमचे आणि धन्यवाद.
हो ना, मला देखील तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं. अ, आपणसुद्धा एवढ्या गोष्टीवरची चर्चा केलीत, म्हणजे आपणसुद्धा ते अमलात आणायला पाहिजेत, आपण बोलतोय, याचा अर्थ कृतीत उतरल्या गेल्या पाहिजेत, त्यामुळं मलाही त्या गोष्टीचं अ, खूप छान वाटेल, की आज, उद्यापासून माझ्यामध्ये काहीतरी एक बदल नवीन व्हायला पाहिजेत, बोलताना खरंच खूप छान वाटलं. मज्जा आली मला पण. धन्यवाद.
नक्कीच. धन्यवाद.